किंवा घरी आवडेल का? आपण किती विचार करतो.
हो. हो. कधी असं होतं का तुमच्याबरोबर? की तुमच्याकडे तुमचे स्वतःचे पैसे आहेत. पण अ, तुम्ही असा विचार केला आहे, की मला ना ह्यातलं पूर्ण खर्च करणार नाही आहे मी, माझ्या पर्समध्ये जे आहे, मला तेवढी म्हणजे खबर आहे मला. तेवढं मला कळतं. पण मला ना काहीतरी स्वतःसाठी मला एखादं ज्वेलरी मला घ्यायची आहे, कानातले घ्यायचे आहेत किंवा मला माझ्या मुलीसाठी काही घ्यायचं आहे. पण अ, तशावेळेस पण तुम्हाला असं मनात एक धुग-धुग आणि अडखळा असा वाटतो. "अरे घेऊ का नको? हे 10,000ची मला म्हणजे मला घड्याळ घ्यायची आहे किंवा मला चेन बनवायची आहे माझ्या मुलीसाठी किंवा माझ्यासाठी" पण अ, मला जर कोणी काही बोललं तर पैसे तर माझेच. आणि मी 50,000 खर्च करत नाही आहे. मी 10 हजारच करत आहे. बाकीचे 40 मी वेगळे बिल भरण्यामध्ये आणि ₹20,000 थोडे सेव्हिंग्जमध्ये असं करण्याचा प्रयत्न करते. पण असं कधी झालं का?
म्हणजे हं. हो. नाही हो, बोलतात हो. मी खरं सांगू का तुम्हाला? घरातले जे निर्णय आहेत ना? ते ना आता कसं आहे माहितीये का? मुलीला चेन घेतली की तुम्ही तिला घरीच आणणार नाही का?
हं. हां.
आणि मग ते घरी तेच मग नवरा विचारेल, सासू विचार सासूबाई विचारतील की "अय्या, आणलीसच का? अ, आम्ही आलो असतो ना बरोबर." मग ते तसं होऊन जातं. मग त्यावेळी ना, मग मला असं वाटतं की नको ते भांडण. आपण थोडं अगोदरच अ, आणि
हं. हो. किंवा एवढे एवढ्या पैशाची का घेतली? मुलीसाठी का घेतली?
हां. हां. आणि ती अजून लहान आहे हं, आणि मग हां, मला असं वाटतं ना म्हणून ना मला ऑफिसमध्ये गेल्यावर ना जरा असं वाटतं, की मी जरा स्वतंत्र वाटते मला. कारण मग तिथे जे निर्णय घ्यायचे असतात ना, मग तिथे मी माझ्या नवऱ्याला नाही विचारत. तिथे मी <chuckles> मग कोणाला काही विचारत नाही. मी बघते की
पाच हजाराची घेतली असती हो. हरवली तर? हां. बरोबर आहे, हो. कधी असं होतं का तुमच्याबरोबर की बघा ना तुम्हाला आता निर्णय घ्यायचे आहेत आणि जेव्हा तुम्ही निर्णय घेता, तेव्हा काही ना छोटे-छोटे टोकमटोकी, असे काहीतरी किंवा असे छोटे-छोटे असे तोटके, तुम्ही वापरता का? की जेणेकरून मर्यादा पण ठेवली जाते आणि एकाप्रकारे ना म्हणजे प्रॅक्टिकल पण अनुभव असे काही तुम्ही शेअर करू शकता का?
हं. हं, हं.